आजकालच्या जगात कोणतीही मालिका किंवा चित्रपट हे आपल्याला एका वेगळ्या दुनियेत घेऊन जातात. बऱ्याच वेळेला ह्या मालिका एक एस्केप मीडिया म्हणूनही आपल्यासाठी काम करतात. तर अगदी मला असं सांगू शकाल का, की असा एखादा चित्रपट किंवा एखादी अशी सीरीज किंवा मालिका आहे, जी पाहताना तुम्हाला सगळं काही विसरायला झालं?
हं. खरंय. हो. अ, हे ती इंग्रजी आहे. Netflixवरती आहे. आणि ती सायन्स फिक्शनवरची आहे. जे स्टार ट्रेक अ द फायनल फ्रंटियर नावाची सीरीयल आहे.
हां, हां. अरे वाह! अरे वाह!
खूप म्हणजे, त्याची 8 सीझन आणि प्रत्येक भागामध्ये जवळजवळ 30-35 अ, एपिसोड असतात. म्हणजे, <chuckles> तुम्हीच गणित करून बघा. 350च्या वगैरे वरती. आणि एखादी अ, सीरीज इतका काळ चालते, याचा अर्थ व्यावसायिक गणित जमलंय आणि जगभरच्या खूप लोकांना ते आवडलंय. तर अ, कसं आहे ना, त्याच्यामध्ये, की अ, बरीचशी गोष्ट जी आहे, ती थोडक्यात सांगू का तुम्हाला, की <chuckles> कशा प्रकारे?
किती मस्त. अच्छा. बरं. वरती, बरोबर. हां. अग अगदीच. हां, हां. हो, हो. नक्की, का नाही? कारण कसं आहे, जर तुम्हाला असं जग विसरायला काहीतरी आहे त्याच्यात, तर ते आम्हाला नक्की, ते मॅजिक काय, ते अ ऐकायला आवडेल.
हं, आता ही जी आहे त्याच्यामध्ये एक अ, स्टारशिप आहे. म्हणजे जी बरंच अंतर जाऊ शकते. एका ताऱ्यापासून दुसऱ्या ताऱ्यापर्यंत असं.
होय. अच्छा.
तर आणि मग काल्पनिक काही पद्धती त्याच्यामध्ये आहेत. उदाहरणार्थ अ, एक अ, लाईटच्या पेक्षा सुद्धा जास्त वेगाने, उजेडापेक्षा पण जास्त वेगाने प्रवास करण्याचा एक इंजिन आहे त्यांच्याकडे वार्प स्पीडन म्हणून. आणि त्याच्या मदतीने ते खूप-खूप अंतराळात जातात. जे जवळपास ह्यां आपल्या पूर्ण गॅलेक्सी म्हणजे आपली जी आकाशगंगा आहे.
हं, हं. अरे वाह! वाह! हां, हां.
मिल्की वे नावाची खूप मोठी आहे ती हां. काहीतरी 3.5 लाख अ, लाईट इयर्स एवढी आहे. जी प्रचंड मोठी आहे.
बरोबर. बरोबर. हो, हो. नक्क
तर हे पहिल्यांदा तिकडे जात आहेत. वेगवेगळ्या भागात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या संस्कृतींना ते बघतायेत. अ
ओके.
पण काय होतं माहिती आहे सगळीकडे. सगळीकडे जे आपल्या संस्कृतीचे प्रश्न आहेत ना तेच प्रश्न बरं बहुतेक ठिकाणी येतात. म्हणजे. अ, कुठल्याही अ, न नवीन अ, प म्हणजे समजा आपण कोलंबसचं उदाहरण घेऊ. तो युरोपहून निघाला आणि त्याने वेस्ट इंडीज शोधलं, अमेरिका शोधली. किंवा वास्को द गामा ने भारताचा शोध लावला. तर पहिल्यांदा जाणाऱ्याला ज्या अडचणी येतात, त्रास होतो, आनंद मिळतो, त्याचं कौतुक होतं, अ, अविश्वास होतो. हे सगळं त्यांच्या बाबतीत होतं त्यांना, कठीण परिस्थितीमध्ये निर्णय घ्यायला लागतात.
हां, हां. अच्छा! अच्छा! बरोबर. हं. हो. अगदीच. अच्छा!
आणि काही वेळ मी हे सगळ्यात विसरतो आपलं स्वतःच जीवन, पण
<chuckles>
<chuckles> पण मग नंतर असं लक्षात येतं की तुम्ही जगात किती दुसऱ्या ताऱ्यावरती जरी गेलात तरी स्वतःमधले जे असतात काम, क्रोध <chuckles> आणि धैर्य, कठीण प्रसंगी त्याग करणं, तो कॅप्टन जो असतो त्या शिपचा.
हां, हां. हं, हं.
तो कठीण प्रसंग येतो तेव्हा म्हणतो, "सगळे बाजूला व्हा, मी स्वतः जाईन."
अगदीच.
कारण इथं म मृत्यू पावण्याची भीती आहे आणि ही गोष्ट मी माझ्या दुसऱ्या व व्यक्तीवरती नाही करणार. हे माझं कर्तव्य आहे.
भीती आहे. बरोबर.
हां. तर तुम्ही अ, 2400 साली म्हणजे आजपासून 400 वर्षांनीसुद्धा, ह्युमन व्हॅल्यूज तेच राहणार आहे. <chuckles> हे त्याच्यातनं माझ्या लक्षात आलं, की अ, 2री गोष्ट अशी की हा तारा, तो तारा आणि त्या सगळ्याचे अंतर बघितल्यावर. मग असं वाटतं की त्याच्या तुलनेमध्ये
बरोबर.
बरं तेव्हा असं दाखवलं आहे की पृथ्वी आणि आस-पासच्या काही अ, ज्या सूर्यमालिका आहेत. फक्त सूर्याची नाही, इतर पण काही तारे आहेत. त्या सगळ्यांचं म्हणून देखील
हं. हां, हां अच्छा म्हणजे नुसती आपली सौर सौर मालिका नाही तर, अन्य जे काही अ, वेगवेगळ्या ज्या सौर मालिका आहेत, त्यासुद्धा म्हणजे ते पार करताना दाखवल्या त्यांनी.
हां. आणि त्या सगळ्यांच मिळून एक युनियन झालं आहे. आणि त्यांचं एक जॉइंट गव्हर्नमेंट आहे. <chuckles> म्हणजे पूर्वी कसं जर्मनीक ट्राईब्स वेगळ्या होत्या, त्या 10 ट्राइब्स एकमेकांशी युद्ध करायचे. आता कसं युरो आहे ना, युरोप.
अच्छा. अच्छा! ओके. बरोबर. हो. बरोबर.
1 करन्सी, 1 विसा 1 अ, सैन्य.
बरोबर किंवा किंवा NATO राष्ट्र जसं म्हणता येईल.
हां, करेक्ट तसंच. तर अ, जसा विकास होत जातो तसा संकुचितपणा कमी होतो आणि लोकं एकत्र येतात. पण वाद, भांडणं अ, आम्हाला हा हक्क पाहिजे. तुम्हाला तो हक्क पाहिजे. या अशा गोष्टी त्या होतच राहणार आहेत.
अच्छा, पण असा एखादा असा कोणता सीन आहे का? किंवा आपण म्हणतो ना, की एखादा असा त्यातले घटना एखादी जसं तर मगाशी तुम्ही सांगितलंत, की तो कॅप्टन स्वतःहून त्याची रिस्पॉन्सिबिलिटी घेतो आणि पुढे जातो ते सगळं हे करून सगळ्यांमध्ये, सगळ्यांना बाजूला ठेवून. तर असा एखादा सीन आहे का, की ज्याच्यामध्ये अगदीच असं वाटलं, की अरे, मी ह्या जगातच नाहीये. मी पूर्णपणे त्याच्यात घुसलेलो आहे. पूर्ण त्याच्यातच मी आय आई एम द पार्ट ऑफ दॅट पार्टिक्युलर सीन. असा कोणता सीन आहे?
हं. हो, हो. अ, तो प्रसंग असा आहे, की अ, एक वेगळी प्रजाती असते आणि ते खूप व्यावसायिक वगैरे असतात. म्हणजे असं व्यापार करणारे.
हां, हां. अच्छा, ओके.
आणि अ, मग व्यापार करताना कधी खोटं बोलणं, कधी काय करणं असं ते सगळं त्यांचं असतं. तर तसा एक व्यापारी असतो. आणि ते नियम सगळे धुडकावून लावत असतात. पकडलं जाणार नाही इतपतच <chuckles> अ, नियम पाळायचे, अशी ती एक हं मनुष्याची प्रजाती असते वेगळी. तर त्या प्रजातीमधला एक माणूस असतो. तो नियम मोडायला जातो आणि त्याच्यामध्ये हा कॅप्टन पेकार्ड म्हणून असतो, फ्रेंच अ, बॅकग्राऊंडचा. तर तो अ, ती अ, तो काय अ, लेझर गोळा म्हणजे तोफगोळ्यासारखा तो सोडतो आणि त्याच्यामध्ये या माणसाचा मुलगा जातो. मरतो.
ओके. हं, हं. अच्छा. ओके. ओके. हं, हं. ओके. ओके. अरे बापरे!
तर मग तो काय करतो, की त्याची सगळी जुनी माहिती को शोधून काढतो सगळं करतो आणि अ, त्याला माहिती पण नसतं त्याची एक मैत्रीण असते आणि ती काही दिवस एकत्र असतात आणि नंतर तो तिला भेटलेला नसतो 10-15 वर्षात. अ, मला वाटतं 20 एक वर्षात आणि तो त्याच्या मुलाला घेऊन येतो आणि म्हणतो, "तू माझ्या मुलाला मारलंस? आता मी तुझ्या मुलाला मारेल."
अच्छा. हां, हां. अरे बापरे! <sucks teeth> आई गं!
हां, अशी ती बदल्याची भावना असं सगळं ते करतो आणि मग हा, अ, प कॅप्टन पिकार्ड असतो, त्याच्या जीवनातलं असं दाखवलंय, की तो अ, तो अ, जातो आणि त्याला सोडवतो त्या माणसाकडनं आणि म्हणतो, "तू माझ्या बरोबरच राहा इथे." तर तो म्हणतो, "मी का राहायचं तुझ्या बरोबर?" अन् म्हणतो कारण मी मी तुझा बाप आहे."
हां. बरोबर.
तो म्हणतो, की "मी माझ्या आई बरोबरच कायम राहिलो. माझा बाप कोन? आई कुठे असतो मला काही आईने सांगितलं नाही. आता 20 वर्षाचा झाल्यावरती कशाला येताय तुम्ही माझ्या आयुष्यात?"
ओह! बरोबर. एक्झॅक्टली.
आता सांगायला आलात का मला मोठेपणा?
<chuckles>
तर तर मग ती त्यांची काउन्सिलर असते. त्या काउन्सिलरला जाऊन तो म्हणतो, की अगं तो असं म्हणतोय मला. ती म्हणते, "बरोबरच आहे त्याचं, तो रुसलाय तुमच्यावर."
अच्छा.
पण तुम्ही तुमचा मोठेपणा बाजूला ठेवून त्याच्यासाठी काही कराल का? अजिबात त्याला मोठेपणा दाखवू नका. एवढ्या या शिपचा मी प्रमुख मी यांव मी त्यांव. त्याच्याशी एक माणूस म्हणून तुम्ही कनेक्ट व्हा. मग
हं, हं. पण आता हे जे तुम्ही बघता. ही जी सीरियल तुम्हाला बघायला आवडते किंवा हा जो सीन तुम्ही रंगवलाय इथे. अतिशय सुंदर जिवंत केलाय. पण हा मग तुम्हाला कधी म्हणजे असं कोणाबरोबर बघताना व बघायला आवडतो, की लाइक सकाळी एकदा उठलं की सुरू करायचं, का रात्री आरामात निवांत शांत बघायचं किंवा मग ट्रॅव्हलमध्ये असताना, मित्र-मैत्रिणींबरोबर असताना म्हणजे कधी? असा एक टाईम असतो ना आपला, एक स्पेसिफिक ठरलेला.
हं. अ, नाही. हा, ही प पार्टिक्युलर सीरियल ही गेला काही काळ मी बघतो. मी एकटा बघतो, दिवसभराची कामं संपल्यावर.
अच्छा.
आपला एक दिवसभराचा असा ताण असतो ना तो आणि रात्री झोपायच्या आधी विचारांची जी कंटिन्यूटी ती डिस्कनेक्ट करण्यासाठी मी मुख्यतः हे बघतो. काही काळ जग विसरायचं.
पण मग? हं, हं. हां, हां. म्हणजे थोडक्यात एक एस्केप मीडिया म्हणून तुम्ही ह्याचा वापर करताय.
हो, खरंय.
बरं ह्याच्यामध्ये मला एक सांगाल का? की कन्टेक्सट जे आहे. त्याला किती महत्व आहे? म्हणजे हे जे, जे काही दाखवलं जातंय, त्याचं तुमच्यावर परिणाम होतो काही? का फक्त ते जस्ट एक विरंगुळा म्हणून आहे? म्हणजे इम्पोर्टन्स किती देता त्या कन्टेक्सटला कन्टेक्सटला?
हं. हं. आ, अ, खूप महत्व आहे. माझा सगळ्या गोष्टींकडे बघताना हाच दृष्टिकोन असतो. म्हणजे ही मालिका मी सध्या बघतो. पण ह्याच्या आधी मी कुठली मालिका बघायचो म्हणजे त्याचे 2 च भाग होते 2 चित्रपट होते. अवतार नावाची मालिका म्हणजे <chuckles> आणि अ, हं, अवतार म्हणजे आपल्या राजेश खन्नाचा हां. <chuckles> राजेश खन्नाचा अवतार नाही हं. हं. <chuckles> तिकडचा अवतार. तर हो थ्रीडी हां, त हां, तर त्याचा जेम्स कॅमेरून, जेम्स कॅमेरूनच आहे. हां.
हं, हं. अच्छा. अच्छा. ओह! ज्यू वॉटरवेज? नाही, नाही. बरोबर स्टीव्हन स्पीलबर्गचं? जेम्स कॅमेरून सॉरी स्टीव्हन स्पीलबर्ग नाही जेम्स कॅमेरुन सॉरी माय
हां, तर जेम्स कॅमेरुननी 1ला भाग जो बघितला जो 1ला भाग तयार केला अवतार, तो चित्रपट चार एक तासाचा आहे. आणि मी तोच अ, थिएटरला जाऊन 3दा बघून आलो.
हं, हं. हो. अरे वाह!
हां, आणि माझी मॅनेजर होती ती मला म्हणत होती की अ, "क काय तो अवतार बघितलास का रे तू? कसा वाटला तुला?" तर मी म्हटलं की अ, 1ली गोष्ट म्हणजे विकिपीडियावरती मी पहिल्यांदा त्याचं बॅकग्राऊंड वाचलं. माहिती करून घेतली आणि मग जाऊन तो सिनेमा बघितला. कारण असंच जर का गेलं तर आपल्याला कळत नाही. नावी नावाची एक जमात त्यांची एक भाषा कॅमेरूने ती भाषा तयार केली. हं, अ, आणि ते सगळं केलं. मग त्याचा पुढचा भाग जो होता <chuckles> तो वे ऑफ द वॉटर का हो हां, तो.
हां, हां. तयार केली आहे. हो. हं, हं, हं. राइट. द वॉटर वे.
द वॉटर वे तो भाग याला 10 वर्ष लागली आणि 10 वर्ष का लागली? कारण त्याला ख पाण्याच्या खालची जी फोटोग्राफी करायची होती तशा प्रकारचे कॅमेरे अवेलेबल नव्हते.
हो. बरोबर. कॅमेरे अवेलेबल नव्हते, होय.
त्यांनी त्याचा शोध लावला आणि मग त्याच्यानंतर ती मालिका तयार केली. तर इतकं सत्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करणारा माणूस, इतका अ, हे करणारा माणूस अ, म्हणजे मला माझा त्याला सलाम आहे आणि मी त्याचं जे इंटरप्रिटेशन आहे, की पाय नसलेला तो सैनिक तिथे जातो मग त्याला सांगतात, की "तुझा भाऊ होता, जुळा भाऊ, त्याच्यासाठी आम्ही एक ती बॉडी तयार केली आहे आणि तुझा अन् त्याचा डी-एन-ए एक असल्यामुळे तुला ती बॉडी मिळेल." अ, काय <chuckles> 7-8 फुटी आणि शेपटी असलेली वगैरे. हं.
हं, हं. बरो राइट. हं, हं, हं. बरं. अच्छा. हो, हो. <chuckles>
तर मला त्याच्यात काय दिसलं माहिती आहे?
पण म्हणजे ह्या हां.
मला त्याच्यात दिसलं, की ज्या माणसाला पाय नाही आहेत, त्याला अचानक शरीर मिळालं.
सांगा, साग बरोबर.
तर तो सगळं जग कसं नव्याने शोध घेईल.
उभारेल, बरोबर.
तर तसं आपल्यासाठी आहे. आपल्या शरीराच्या पलीकडे आपण अप "पुन्हा जन्मेन मी" असं ते एक अ, मराठी गाणं पण आहे. तसंच रिइन्व्हेंटिंग यूवरसेल्फ, याच्यासाठी तो सिनेमा मला प्रेरणा देतो. की
हां. बरं मग मला एक सांगाल का, की तुमच्या म्हणजे दृष्टीने चित्रपट आणि मालिका हे असं वेगवेगळ्या प्रकारे काम करतात का? म्हणजे कसं असतं की मालिका असतात, सीरीज ज्या असतात टीव्ही सीरीज त्या एकात एक, एकात एक सगळे असे गुंफलेले असतात. सीरीज असते, की हां काल जे झालं त्याच्यामध्ये एक आहे. आज तेच कंटिन्यू होतंय आणि त्याच्यापुढे अजून काहीतरी नवीन होतंय. आणि चित्रपट असतो, की ज्याच्यामध्ये एक वेगळीच भावनिक अशी म्हणतात ती गुंतवणूक असते. एक वेगळ्या प्रकारचं केमिस्ट्री तिथे बघायला मिळते आपल्याला. तर यामध्ये तुम्हाला असं वेगवेगळं वाटतं का सारखंच? कारण तुमची चॉईस एक वेगळ्या प्रकारची आहे म्हणून विचारते.
हं. हं. हं. अद नाही अ, नाही. 'क्योंकि सास भी कही पे बहू थी' वगैरे असं ते जे बघतात, त्यांना पुढे काय होईल, पुढे काय होईल इच्छा अ, अशी निर्माण होते. त्याच्यात खूप असा <chuckles> गंभीर काही अ, संदेश असतो अशातला भाग नाही. परंतु पुढचं काय होईल? मग ती सासू आता काय करेल? मग ती सून आता काय करेल? तर ते तसंच आहे.
<chuckles> बरोबर. अगदीच. उत्कंठा ताणून धरली जाते.
हां. तसंच आहे ते. आणि ते सगळं ओळखीचं होतं अ, आणि मला वाटतं की अ, बरेच अ, लोक जे आता स अ, वृद्ध लोक बाहेर जाऊ शकत नाहीत. त्यांच्यासाठी ते जगच होऊन जातं. त्यांचं कुटुंब होऊन जातं. तर हे अ, ह्याला मी चूक किंवा बरोबर नाही म्हणणार. प्रत्येकाने आपापला आता त्याच्यातला भाग बघावा, आणि त्याचा अ, आनंद आपल्या प्रकाराने घ्यावा. फक्त त्याच्यातनं आपण पॉझिटिव्ह काय घेऊ शकतो? ते बघायला पाहिजे. नाहीतर त्याच्यात बघितलं की सून आहे ती सासूला त्रासच देते. आणि ते माझ्या डोक्यात ठेवून <chuckles> मी माझ्या सुनेला म्हणजे अ, आता मी मी पुरुष असल्यामुळे मला हं, कळणार नाही. पण अ, ह्याच्यातनं आपल्याला जर का काही पॉझिटिव्ह घेता आलं तर जास्त चांगलं. ते घ्यायचा मी प्रयत्न करतो. आणि सीरीज पण तशाच असतात आता अ, सिनेमांची पण सीरीज असते जसं की Harry Potterचे 7 भाग. मूळ गोष्ट पुढे जाते.
अगदीच, अगदीच. हो, हो. अग बरोबर आहे. <chuckles> ते योग्य नाही म्हणजे? अगदीच. अ, हो, हो, हो. नक्कीच-नक्कीच. खरं तर ना मला म्हणजे ज्या प्रकारे तुम्ही आज हे एक्सप्लेन केलं हे सगळं असं छानपणे सांगितलत ना, मांडलत ना एक-एक चित्रपट. तसे आता पुन्हा उत्कंठा जागवत आहेत की जा आणि पुन्हा त्या सीरीज आणि ते चित्रपट बघायला सुरुवात कर. आणि मला खरोखर वाटे आवडेल पुन्हा अशा प्रकारे एक छान नवीन विषय तुमच्याशी डिस्कस करायला. आज जो तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल खरोखर खूप खूप धन्यवाद.
हं. हो, हो. थँक यू. आपण भेटू परत बोलूयात. धन्यवाद!
नक्कीच. धन्यवाद.